हां, म्हणजे शाळा ऑनलाईन होती. मुलं येत नव्हती शाळेत, पण माझं ट्रेनिंग वगैरे ऑफलाईन झालं.
हां, हां आणि मग? अच्छा, म्हणजे ट्रेनिंग झालं का ऑफलाईन हां, मी तेच म्हंटलं हां, हां, हां मग?
हां, ट्रेनिंग ऑफलाईन झालं. आणि मग त्याच्यानंतर अ, अ, एक ती अशी एक व्यक्ती होती, की अं, तिला ना असं नवीन कोणी खपायचं नाही. आणि माझ्यासोबत माझी आणखीन एक अ, कलीग होती जी आम्ही दोघी एकाच वेळेला जॉइन झालो होतो, सेम पोस्ट करता. तर अं, आम्हाला दोघींनाही ती खूप त्रास द्यायची. आणि आम्ही दोघी खूप घट्ट मैत्रिणी झालो होतो कारण आमचं दुःख सेम होतं. <chuckles> ती एक व्यक्ती जी आम्हाला त्रास द्यायची. त्यामुळे आम्ही दोघी खूप छान मैत्रिणी झालो होतो. आणि थोड्या दिवसांनी ना, मला तो त्रास सहन होईना असा झाला म्हणजे काम सगळं चांगलं आहे, परफेक्ट आहे आणि
हां, हां, हां. अरे बापरे! हो ना. मग अरे बापरे! नेमका मग तीने त्रास कसा दि दिला तुम्हाला?
म्हणजे ती काय करायची माहिती आहे, की मुद्दाम अशा काहीतरी चुका काढायची उगाचच.
अच्छा, म्हणजे सीनियर होती तुमची आणि काही तुम्ही जर अ, ट्रेनिंग वगैरे घेतली, त्याच्यामध्येच चुका का?
हो हो. हां, म्हणजे उगाचच म्हणजे आम्हाला पी-पी-टीस वगैरे बनवायचे असायचे. तर अं, आता कसं होतं, की मला जरा चांगले पी-पी-टीस बनवता येतात. माझी एक मैत्रीण मला कॉलेजमध्ये खूप चांगली भेटली होती, जिने मला ह्या सगळ्या खूप अ‍ॅडवान्स गोष्टी शिकवल्या. सो, माझे पी-पी-टीस जरा अ‍ॅडवान्स्ड असायचे, अ‍ॅनिमेशन्स जरा अ‍ॅडवान्स्ड असायचे. तर ह्या सगळ्या बाबतीत ना, तिला त्रास व्हायचा कारण कुठेतरी ते कौतुक व्हायचं ना, की छान पी-पी-टी बनवते, छान शिकवते, तर तिची कुठेतरी ती, हां, जेलसी होती आणि तिने मला भयंकर त्रास दिला. भयंकर म्हणजे भयंकर त्रास दिला आणि हे पॉलिटिक्स मी कधी फेस नव्हतं केलं. त्यामुळे मला ना हे हे सगळं टॅकल कसं करायचं, हे काही कळेना आणि 1 वर्षानंतर मी राजीनामा दिला तिला कंटाळून.
हां, हां, हां. अच्छा. हो, हो. हां. अ, म्हणजे एकंदरीत जळावूवृत्ती, म्हणजे जलन हो, हो, बरोबर. हो. अरे बापरे! राजीनामा पण तिला कंटाळून? मग असं थोडी हिम्मत दाखवली नाही तुम्ही?
हो, हो, जे मी करायला नको होतं.

आणि अशा वेळेत जर माझ्याकडे काही नसेल तर कसं होईल? म्हणून मी फार देवाकडे अशी प्रार्थना करत होते, की मला काहीतरी मिळू दे आणि मला अं, इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी गेले सिलेक्ट झाले आणि मग ती माझी शाळा छान सुरू झाली. इन्कमही टचवूड होतं. असं सगळं होतं.
प्रार्थना, हो ना. खरंच. अच्छा, मग तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे पण दिले त्याच्यानंतर?
हो, हो, म्हणजे ते अ, इंटरव्ह्यू झाला माझा वन ऑन वन. म्हणजे मास्क वगैरे लावून मी गेले होते. तिथे इंटरव्ह्यू घेणारेही सगळे मास्क वगैरे लावून होते. टेम्परेचर चेक वगैरे करून डॉक्टरचं म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट, कोविड व्हॅक्सीनचे सर्टिफिकेशन सगळं सबमिट वगैरे करायला लागत होतं आणि त्याच्यानंतर अ, हे सगळं झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाला आणि सिलेक्ट झाले आणि अ, सॅलरी ऑफर केली त्यांनी खूप चांगली. आणि मग
अरे, वाह! वाह! वाह! हां, हां, हां, हां. हो ना. अरे, वाह! सिलेक्टपण झाले तुम्ही. अरे वाह! अभिनंदन.
हो, तिथल्या तिथे सिलेक्ट झाले. म्हणजे त्यांना ती रिक्वायरमेंट अर्जंट होती. तर अं, तिथल्या तिथे मी सिलेक्ट झाले. तर तिथेच
अच्छा. बरंय, म्हणजे तुम्हाला जास्त टाईम अ, गेला नाही. तुमचा वेळ गेला नाही. खरंच ना खूप चांगलं मग.
नाही, नाही, नाही, नाही. उलट त्यांनीच मला सांगितलं की संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्हाला कळवा, की तुमचा निर्णय काय आहे? असं त्यानीच उलट मला सांगितलं. तर मग मी घरी येऊन घरच्यांशी बोलले वगैरे सगळं आणि अं, मी त्यांना हो म्हणून कळवून टाकलं. लगेच दुसऱ्या दिवशीपासनं माझी ती ऑनलाईन शाळा सुरूही झाली आणि खूप छान चालत होती. फक्त झालं असं, की तिकडे एक अशी व्यक्ती होती जी अ, सीनियर
हां, हां, मग? किती छान! हो, हो.

तेच म्हटलं मग ऐका, जर असं झालं ना अ, तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही चुकीचा निर्णय वगैरे घेतला आहे. आणि आजही तुम्हाला जे ते फळं भेटत आहेत तर तुम्ही कधी असा प्रयत्न केला नाही का? का पुन्हा तिथं जावं त्या शाळेमध्ये अ, प्रिन्सिपलशी भेटावं, असं काही तुम्ही केलं नाही का, पाय नाही उचलला कधी त्यांच्याशी बोलावं वगैरे. पुन्हा तिथं रुजू व्हायचा प्रयत्न केला असं?
हं. मी. अं नाही, मी हे नाही केलं अ, हॉनेस्टली. कारण अ, त्याच्यानंतर मी माहिती काढत होते की, तेवढ्या पगाराची पोस्ट, तिथे आलीच नाही परत.
हां, हां. अरे! म्हणजे नंतर दिलेच नाही ते पेमेंट त्यांनी.
म्हणजे आम्हाला हां. आम्हाला ज्यावेळेला त्यांनी घेतलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला पहिल्या फटक्यात 40,000 ऑफर केले होते.
हां. बघा. आणि
व्हिच इस ह्यूज अमाउंट एका संस्कृत शिक्षिकेसाठी कोणतीच शाळा एवढा पगार ऑफर नाही करत पहिल्या फटक्यात. म्हणजे स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर आम्हाला मराठी आणि संस्कृत हे दोन्ही विषय दिले गेले. आणि आत्ता तिथे अशी परिस्थिती आहे की अं, मराठीसाठी वेगळे शिक्षक आहेत ज्यांना 20,000 पगार आहे आणि संस्कृतसाठी वेगळे शिक्षक आहेत ज्यांना 20,000 पगार आहे.
खरंच. खरंच ना. हां, म्हणजे वेगवेगळे दिले त्यांनी ते पैसे.
हां, तर ते स्प्लिट केलं त्यांनी सो आत्ता तिथे जाऊन काही म्हणजे असा काही उपयोगच नाहीये, म्हणजे ती तशी पोस्ट नाहीच आहे परत. <chuckles>
बरोबर. हो, हो. उपयोगच नाहीये ना, खरंच. तेव्हाच खरंच, तेव्हाच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होते. मग आता मला असं सांगा खरंच तुमची म्हणजे ती कहाणीच एक वेगळी आहे आणि ते फळ तुम्ही आजही भोगताय, त्या चुकीचा निर्णय एकाने. खरंच ना, मग आजही ती वेळ पुन्हा पाहता ते फळ तुम्हाला काय शिकवते? असं तुम्हाला काही जाण आली आहे का?
हो. खरंच, हो ना. हो. म्हणजे तेव्हापासून मी असे इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेत नाही. म्हणजे रागाच्या भरात, भावनेच्या भरात आणि हां
हो, तसं करू नका तुम्ही काहीही ते सांगतात ना "होश में जोश खो देना," तसं नका करू, खरंच पुन्हा कधी नका करू.
हां, हां, हां, हो तसा विचार करते मी, निर्णय घेण्याच्या कोणतेही निर्णय घेण्या अगोदर म्हणजे 4 सेकंदात घेत असेल तर जरा 15 सेकंद लावते ते निर्णय घ्यायला. पण थोडा श्वास घेते, थोडं थांबते, सगळ्या बाजूने प्रॅक्टिकली त्या गोष्टीचा विचार करते आणि खूप शिकवलं खरंच मला त्या एका मी चुकीच्या निर्णयाने, माझं आयुष्य बदललंही खूप, मी शिकलेही खूप, सगळंच झालं म्हणजे. <chuckles>
हो. हो नक्कीच. तसंच करा. खरंच ना, म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि ज्याच्याने तुमची पूर्ण आयुष्यही बदललं. ठीक आहे चला जाऊ द्या तुम्ही इतका प्रयत्न केला तेपण अ, चांगले आहे आणि देईल तुम्हाला देव परमेश्वर देईल तुम्हाला. नक्कीच तुमच्याशी बोलून मला खरंच खूप आवडलं आणि तुमची कहाणी ऐकूनही आवडलं. नक्कीच तुमच्याशी पुन्हा बोलेल मी धन्यवाद.
<chuckles>